हो बघा, आता त्याचा तात्काळ परिणाम असा झाला, की मला आता कळेना काय करू नाही का तिथं, म्हणजे करायचं काय नाही का? काहीच समजत नव्हतं. एक तर घरी नव्हतं बोललं, तर घरी कसं कोणच्या तोंडाने सांगू. आणि मी आलो मग घरी आणि घरी सांगायचा प्रयत्न केला. घरचे म्हणतात की काही पण खोटं बोलतोय नाही का, असं तसं. कारण मी एवढा मोठा निर्णय कधी एकट्याने घेतला नव्हता. आणि आयुष्यातला पहिला एवढा मोठा निर्णय होता आणि तो पण असा चुकीचा ठरला बघा. तर आता घरच्यांना सांगू कसं? मग त्यांना सांगितलं, म्हणलं माझ्यासोबत असं झालंय. स्कॅम झाला म्हणलं नाही का. असा एक अ, म्हणलं ही न्यूज वाचली का? त्यांना पेपर दाखवले, माझ्याकडे जे प्रूफ होते. मग त्यांना जेव्हा कळलं ते एकदम म्हणजे नाही का, असे कोमात गेल्यासारखे रिएक्शन होते त्यांची. अरे बापरे! म्हणे आता आता काय करायचं आता? मग म्हटलं, आता काय करायचं?
हो. हो ना. हो. म्हणजे त्यांना पण जोरचा धक्का लागला एकदम.
अगदी जोरचा. त्यांना तर सुरुवातीला त्यांना काय वाटलं, मी काय प्रँक करतोय किंवा मस्करी करतोय किंवा नाही का. मला तर म्हणे, "तू नशा वगैरे करून आला का?" <chuckles>
अच्छा, मग मला सांगा की अ, तुम्ही जेव्हा हे घरच्यांना सांगितलं तुम्ही सांगता अ, तर तुम्ही नेमकं कोणाला सांगितलं? ते आईला, बाबाला की दोघांना एकत्रच सांगितलं? आणि मग ते काय बोलले सर्वप्रथम?
<chuckles> हो, मी म्हणलं हां, हां. हं, हं. दोघांना, दोघांना. हो, हो. हो, दोघांना एकत्र सांगितलं तरी त्यांना खोटंच वाटलं त्या दिवशी, पण मी सगळं दाखवलं. मी लोनची अमाउंट दाखवतोय हे ते नाही का. तर त्यांना फुल खोटं वाटतंय नाही का, हे काय आहे म्हणजे नाही का असं. मग 2-3 दिवसानंतर माझा मूड पाहिला त्यांनी. मग त्यांना वाटलं, की <chuckles> कुठेतरी नाही का गाडी कुठेतरी बिघडली. हां.
अच्छा. हां. म्हणजे हा खरं बोलताय आणि काहीतरी खूपच भयंकर झालंय.
हो, काही जरी म्हणजे नाही का, आता खरं बोलतो आहे असं वाटायला लागलं. मग अ, एक्चुअली मग तिथले आमचे लोकलचे जे हे होते नगरसेवकवर त्यांना संपर्क साधला. त्या बिल्डरकडे गेलो आम्ही. बट अ, तिथं बघा चूक आपली काय झाली, की जसं माझ्या मित्रांनी टोकन अमाउंट दिली, तर तसं मी टोकन नाही, मी डायरेक्ट पूर्ण लोन त्या ह्याच्यावर केलं तर नाही का. म्हणजे माझं पर्सनल लोन होतं ना हां, पूर्ण केलं तर आणि ती अमाउंट त्या बिल्डरला दिली. ते ही माझी चूक झाली आणि माझ्याकडे पुरावे पण होते. मग त्यानंतर खूप सारे लोकं होते जे माझ्यासारखे फसलेले. सर्वांनी केसेस वगैरे टाकल्या, तर बिल्डर म्हणे हा गव्हर्नमेंटचा निर्णय आहे. म्हणजे माझी तर पूर्ण नियत आहे हे बांधून द्यायची नाही का? असं नाही म्हणत मी बांधून नाही देणार, बट आता मी पण काही करू नाही का, माझं सगळं बिझनेसमध्ये हा पैसा लागला आहे. लोकं पण टोकन अमाउंट मागत आहे. असं तसं, तुमचं मी मानतो सगळं आहे, पण मला वेळ द्या, मला वेळ द्या. म्हटलं बाबा ठीक आहे, तू वेळ घे नाही का. त्याला वेळ दिला 1 वर्षाचा. पहिलं म्हणजे फोन वगैरे उचलायचा. असा म्हणजे ओळखीचं होतं थोडाफार, तर म्हणजे खूप सारे आमच्या इथले आसपासचे त्यांनी नाही का, खूप सारे मोठे-मोठे प्रोजेक्ट केलेते. तर वाटलं की हा काय म्हणजे देईलच नाही का कधी ना कधी, पण 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले आणि चौथ्या वर्षी भाऊ डायरेक्ट अ, लंडनला गायब.
अच्छा. अच्छा, अच्छा. हो. हो, म्हणजे हां. हां, हां.